हो ना. हो ना, हो ना. अगदी, अगदी. खूपच तुम्ही जे म्हणजे व्यव् खूपच अभ्यास आणि हे केलेला दिसतो याच्यावरती की तुम्ही तुम्हाला पदार्थ कसे बनवायचे, काय बनवायचे. तर निश्चितच म्हणजे ते समजू शकतो की सोप्या-सोप्या गोष्टी जसं तुम्ही सांगितलं की फ्राय करण्याऐवजी एअर फ्रायर वापरा, तुम्ही बॉईल करून खावा किंवा त्याच्यामध्ये थोडंसं पौष्टिक गोष्टी वा
हो. अग नाही आपण आहे ना आपल्या जेवणा हां, जेवणामध्ये पण असं ताक आपल्याला दही जर आवडत असेल तर दही ॲड करायला पाहिजे. दही साठ हो.
वापरा. हां, शेंगदाणे वगैरे वापरा किंवा तुम्ही सांगितलं. दही ॲड करू शकतो. आणि साखरेऐवजी गूळ वापरा. तर हे कुठेतरी खरंच म्हणजे नाही का आपल्याला मा म्हणजे हे पटण्यासारख्या गोष्टी आहेत. तर पण मग कधी-कधी काय असतं ना, काही लोकांना हे सगळं माहिती असतं हे करायला पाहिजे. पण ते करत नाही. मग अशा लोकांना सरते शेवटी तुम्ही काय सांगाल की मग ते ह्या-ह्या प्रॉब्लेमला कसं सॉल्व्ह करू शकतील?
दही क ऊ खाऊ शकतो. हो. अगदी नाही करत. हो. नक्कीच. हे बघा सगळ्यांनाच एवढं हेल्थी खाणं पॉसिबल नसतं प्रत्येकांची परिस्थितीनुसार. तर तुम्ही आपल्या ज्या रोजच्या जीवनामध्ये आता अ, जे होतं ते, तर तुम्ही तुमच्या डाळीचं प्रमाण आहे ते वाढवा कारण की डाळीमधून प्रोटीन भेटतं. तुम्ही दूध पिऊ शकता. दुधामधून पण कॅल्शियम, प्रोटीन तुम्हाला मिळतं आणि ज ज्या लोकांना खरंच ड्राय फ्रूट वगैरे खाणं शक्य नाही, तुम्ही शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकता. शेंगदाण्याने गुळाचा लाडू बनवायचा आणि रोज एक लाडू खायचा त्याच हो. त्यामुळे पण तुम्हाला एक एनर्जी येते.
हो. हां, हां. अरे व हां. हां. बरोबर. हां. अ, हो. हो. गोष्टी. पण होते आणि शेंगदाणे पण मिळतात. अ, एनर्जी येते.
हो. आणि तुम्ही ब चपातीच्या ऐवजी भाकरी अ, बाजरीची, ज्वारीची, नाचणीची भाकरी खाऊ शकता. आणि ठीक आहे चिकन-मटण जर नाही खात असेल तर तुम्ही सोयाबीन पण आपल्या शरीरासाठी खूप छान असतात हां. सोयाबीन पण तुम्ही सोयाबीनची भाजी बनवू शकता, भात बनवू शकता. त्या गोष्टी जेवणामध्ये तुम्ही अ, जर वापरल्या तर नक्कीच अ, तुम्ही खूप हेल्दी अ, जेवण करताय आणि आजकाल ओट्स वगैरे पण नवीन-नवीन प्रकारे निघाले आहेत. तर ते पण तुम्ही तुमच्या जेवणात ओट्सची रोटी जर ऐकली असेल तुम्ही ओट्सची रोटी पण बनवता. हो. तर तशा पद्धतीने तुम्ही ते सुद्धा खाऊ शकता.
हो, हो, हो. हो ना. हो ना. हो ना. हो ना. अगदी. अगदी. हो ना. हो ना. हो. हो. हो ना. हो ना. बरं. अगदी, अगदी. खूपच छान तुम्ही सगळं सांगितलं आणि तुमच्या बोलण्यातून मला निश्चितपणे हे कळतंय की जर ह्या गोष्टी आपण जर फॉलो केल्या, तर आपण जेवणात पोषण जे आहे ते निश्चितपणे वाढवू शकतो. आणि खरंच आपण एक हेल्थी जी आहे ना ती लाईफस्टाईल जगू शकतो. तर हे सगळं शेअर केल्याबद्दल खरंच मला तुमचे आभार मानायचे आहेत आणि खरंच म्हणजे मला वाटतं ना की हे मला देखील आता फॉलो करायला आवडेल. तर हे सगळं सांगितल्याबद्दल परत एकदा आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
अगदी खरंय. नक्कीच. मला पण खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. नक्कीच आपण पुन्हा बोलू. धन्यवाद.